आजकाल कसं झालं आहे, हल्ली म्हणजे सोशल मीडिया, Instagram, Facebook वरती इतके नवीन-नवीन ट्रेंड्स सुरू झाले आहेत. तर ह्यामध्ये हे जे ट्रेंड्स आहेत, हे नेमकं काय होत आहे, हे नेमके हे सोशल मीडियावर? आणि तुम्ही कसं लक्ष देता ह्या गोष्टींवरती, जरा सांगणार का?
हं. हो, नक्कीच. अ, आजच्या टायमाला आहे ना, सोशल मीडियावरती लोकं खूप अग्रेसर झालेले आहेत. तर त्याच्याव मुळे अ, काही-काही नवीन गोष्टी किंवा नवीन ट्रेंड आता तिथं यायला लागलेले आहेत. की काही लोकांनी अ, वेगवेगळे ट्रेंड बनवलेले आहेत. कपड्यांचा ट्रेंड झाला किंवा काहीतरी अ, मोबाईल फोन घेण्याचा ट्रेंड झाला, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेंड आता हल्ली सोशल मीडियावरती चालू आहे आणि आता जे नुकतं अ, ट्रेंड आहे, तो आपण धुरंधर मूव्हीचं ते गाणं वारंवार ऐकत आहोत तिथं सोशल मीडियावरती. ते अक्षय खन्ना येतात आणि मग त्यांचा तो डान्स आहे, ते गाणं खूप चालू आहे, म्हणजे नि आपण एक किंवा दोन रिल स्क्रोल केल्या, तर ते गाणं येतं म्हणजे येतं. तर अशा पद्धतीने ते ट्रेंड आता चालवला जातो आहे. की हं.
हं. बरं. हो. हं. हं. बरं. बरं. हो ना. तर मला तुम्ही ह्यात सांगा की सध्या तुमच्या नजरेत जे तुम्ही सांगितलं, की ते अक्षय कुमारचं जे जे गाणं आहे त्याच्यावरती सोशल मीडियाचे ट्रेंड होत आहेत. पण अ, थोडे असे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मबद्दल पण सांगा ना, म्हणजे जे रील्स आहेत. WhatsAppवरती, असे Twitterवरती. काय फरक, काय जाणवतोय तुम्हाला या ट्रेंडबद्दल? काही आहे का?
तर हं. हं. हं. हं. हं. बघा अ, WhatsAppवरती WhatsAppवरती असे ट्रेंड जे असतात ना, ते चालत नाही. ते ट्रेंड कुठे चाल WhatsApp एक मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्म असल्यामुळे की आपण अ, आपले जे अ, क कॉन्टॅक्ट्स असतात त्यांच्यासोबत मेसेज करतो. आपल्या लोकांसोबत कनेक्टेड असतो किंवा एखाद्या ग्रुपमध्ये जॉइन झालेलो असतो. पण जे ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहेत, जसं की आपलं Instagram झालं, त्यानंतर X झालं. तर X वरती काय आहे? माहितीचं आदानप्रदान आपण करत असतो. लोकं, जगभरातले लोकं तिथं त्यांची माहिती टाकतात किंवा जर काही नवीन गोष्ट आली असेल, नवीन टेक्नॉलॉजी आली असेल, तर मग तिचा वापर सुरू होतो, ते त्यांनी दिलेल्या माहितीनंतर. तर लोकं ती माहिती बघतात. मग आता प्रचल अ, प्रचलनमध्ये जे आलेलं आहे ते आहे ए-आय. ए-आय कसं की सगळ्यात पहिले जे ए-आय, ज्यांनी ए-आय बनवलं, म्हणजे ChatGPTच निर्माण केलं, Sam Altman. मग त्यांनी येऊन त्या प्लॅटफॉर्मला सांगितलं ना की "लोकांपर्यंतही आपली माहिती गेली पाहिजे, की आपण काय बनवलेलं आहे? लोकांपर्यंत हे कसं पोहोचेल?" तर मग याय सोशल मीडियाचा वापर करून त्यांनी त्याचं प्रचलन वाढवलं. मग आता
हं. बरोबर. बरोबर. हं. अगदी बरोबर. बरोबर. हं, हं. बरं. बरोबर. हम्म.
एआयचा ट्रेंड एवढा झालेला आहे, की आपण आपल्या जीवनामध्ये एआय हा म्हणजे एक मोठा भाग झालेला आहे जीवनातला. जर जर का थोडीशी गोष्ट जर आपल्याला, अ, विचारायची असेल, बघायची असेल, तर आपण लगेच ChatGPT उघडतो, वेगवेगळे एआय उ उघडतो, आणि तिथे माहिती सर्च करतो. म्हणजे आपण डायरेक्टली Googleला माहिती सर्च न करता, एआयकडनं माहिती घेतो, जी आपल्याला अगदी फास्टरीत्या भेटते. पण हे कशामुळे झालं? या सगळ्या गोष्टी कशामुळे नी नीट झाल्या? कारण की आपण जे लोकं आहेत, ते सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असतात. जसं Instagram, X, तर तिथून लोक माहिती घेतात आणि मग त्या ट्रेंडकडे वळतात. की नाही आता आणि आपण बघितलं असणार की मागेच एक ट्रेंड आलेला होता, जिबली इमेजचा, तर त्याच्यामध्ये लोकांनी ते, ते
हं. मोठा भाग. हो. बरोबर. हो. बरोबर. हं. बरोबर. हंम्म. अच्छा काय होतं त्यात?
त्याच्यामध्ये लोकांनी नाही का ते, त्यांचे कार्टून इमेज टाइप बनवून, अ, पोस्ट करायला सुरुवात केली होती Instagramवरती, की त्यांचा एखादा, अ, फोटो असेल, तर त्याला, अ, एआयमध्ये टाकायचा आणि त्याला जिबली इमेजमध्ये कन्व्हर्ट करून ते सोशल मीडियावर पोस्ट करत होते, आणि लोकांना मजा येत होती त्याच्यामध्ये.
अरे बाप रे! हो का? अच्छा. हां. मग ह्याबद्दल तर मी पहिल्यांदाच मी ऐकत आहे, आणि तुम्ही जे एआयबद्दल सांगितलं, ते नक्की म्हणजे खरंच आहे, कारण एआय आता आपल्या जीवनाचा खूप मोठा भाग आता झालाय. ब म्हणजे आपल्याला तो पसंद असो का नसो, तो म्हणजे आला आहे म्हणजे आलाच आहे. तर ह्यात तुम्ही मला सांगा, की तुम्ही ना, हे तुम्ही स्वतः हे ट्रेंड्स, अ, का पाहता तुम्ही? मनोरंजनसाठी तुम्ही पाहता? का व्यवसायासाठी पाहता? का असं रिलॅक्स व्हायचं आहे, कामावरून थकून आले आहात? का काही नवीन आयडिया मिळवायची आहे तुम्हाला? तुम्हाला काही ट्रेंड्स तुम्हाला काही करायचे आहेत का? असं वाटतं का तुम्हाला, काय उद्देश वाटतो?
हो. हं. हो. नक्कीच. हं. हं. हं. हो नक्कीच, म्हणजे हे ट्रेंडने काय होतं ना, अ, नवीन-नवीन व्यवसायाला पण मार्ग भेटतो. आता कपड्यांचा ट्रेंड चालू आहे, तर वेगवेगळ्या डिझाइनचे कपडे अ, मग आपण बघतच असणार की मोठे-मोठे व्यवसाय त्या कपड्यांच्या बेसिसवरती लोकांनी निर्माण करून टाकले. त्यानंतर आता जे मी तुम्हाला जिबली सांगितलं, तर याच्यामध्ये लोकांनी याला व्यवसायात कसं रूपांतर केलं की जे ChatGPT होतं, यांनी त्या फक्त एका व्यक्तीला एकच जिबली इमेज बनवून भेटेल अशी लिमिट लावलेली. मग ज पण ही लिमिट कोणासाठी नव्हती? ज्यांच्याकडे ChatGPTच प्लस सबस्क्रिप्शन होतं. मग त्या व्यक्तींनी त्या व्यक्तींनी Instagramद्वारे एक परत एक पोस्ट टाकली आणि माहिती देणं चालू केलं. त्याचा ट्रेंड बनवलं की तुम्ही आम्हाला तुमचे फोटोज टाका, ह्याच्या या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही पेमेंट करा, आम्ही फोटोज तुमचे कलेक्ट करू आणि आम्ही तुम्हाला जिबली इमेज बनवून देऊ.
हं. बरोबर. बरं. हां. अच्छा. हं. अरे बापरे!
हो, तर या पद्धतीने मग ते तो व्यवसायही सुरू झाला. त्याच्यात लोकांनी लाखो रुपये कमवले. तर मग असं सोशल मीडिया आपल्याला मार्ग देत असते आणि कधी-कधी ट्रेंड हे चुकीचे पण होतात. आता ते काही लोकं खाण्याचा ट्रेंड करतायेत, काहीही खाण्याचं.
हं. अच्छा. हां. हो ना, हो, तो ट्रेंड तर मी पण बघितला, की त्यात अ, काही नसते. 1 फक्त छान माईक लावलेला असतो, की जेणेकरून एक ए ए-एस-एम-आरचा असा साउंड इफेक्ट येतो की काही जरी गोष्टीला त्यांनी हात लावला तर एक असा आवाज येतो आणि मग अ, नुसतं रेकॉर्ड करतात ते, की ते जेवत आहेत म्हणून बस. समोर असं भरपूर जेवण ठेवलेलं असतं आणि जेवत आहेत ते असा ट्रेंड सुरू झाला आहे. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला?
ते म्हणजे कितीही टा हो. हं. बरोबर. बरं, बरं, बरं. हो. तो वेगळाच ट्रेंड आहे म्हणजे. तो एक म्हणजे असं मला वाटतं ना, की तो एक वेगळाच आणि वेगळ्याच लेव्हलचा ट्रेंड आहे. ज्याचा आपल्या जीवनासोबत काही एक संबंध नाही. <chuckles> आणि तोरी तरी आपण बघतो, की खूप लोक तो ट्रेंड फॉलो करत आहेत.
हं. घेणं-देणं नाही आहे. अच्छा. तुम्हाला वाटते का, तो एक असा एका प्रकारचा टाईम वेस्ट आहे तो. म्हणजे ज्याच्यात काही अर्थ नाही आहे. ज्याच्यात काही मनोरंजन नाही आहे. काय वाटतं तुम्हाला, की तो नुसता वेळ वाया घालवत आहे का असं? हं.
हं. निश्चितच ना, तो एक टाईम वेस्ट आहे तो एक टाईम वेस्ट आहे. टाईम वेस्ट कोणाचा आहे? जो बनवतोय त्याचाही आहे आणि जो बघतोय त्याचाही आहे. त्याच्यापेक्षा जर काही तुम्ही अ, इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज अ, कंटेंट जर प्रोव्हाईड केलं लोकांना, तर ते लोकं तुमच्या फीडवरती येऊन, तुम्हा तुमच्यासोबत इंटरॅक्ट होतील. तुमची त्याच्याने रीच वाढेल, आ आणि नाहीतर मग असे रिकामे कंटेंट भरपूर लोकं प्रोव्हाईड करत आहेत.
बरोबर. हंम्म. बरोबर. अगदी बरोबर. हे तर म्हणजे तुम्ही बरोबर बोलले आणि म्हणजे योग्य गोष्ट बोलले, की प्रत्येकच ट्रेंड हा काय म्हणजे करायला पाहिजे. बघायला पाहिजे असं नसते. त्यात पण आपल्याला समजलं पाहिजे, की कुठलं मनोरंजन आहे? आणि कुठलं एकदमचं भलतचं आहे. तर अ, अशा वेळेस बघा ना, जेव्हा एखादा ट्रेंड पॉप्युलर होतो ना. तेव्हा त्याचा समाजावरती आणि लोकांच्या मनोवृत्तीवर काय परिणाम होतो? काय वाटतं तुम्हाला काही उदाहरण आहे का तुमच्या सध्या समोर?
हं. बरोबर. हं. हं. हो, याच्यासाठी ना, एक उदाहरण आहे, की अम अमित बेनपुरिया. हे एक फिटनेस अ, वलॉ हे आहेत इन्फ्लुएन्सर तर आपण त्यांचं बघितलं असणार थ्री सिक्स अ, 65 हार्ड चॅलेंज. त्यांनी घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये ते व्यायाम करायचे रोज सकाळी उठून आणि मग ते असं कंटिन्यूस त्यांनी थ्री 365 दिवस केलेलं. तर त्याच्यामुळे काय झालं? नवीन जी पिढी होती. नवीन मुलं होती त्यांनी आज त्यांना बघून-बघून व्यायामाला सुरुवात केली. त्यानंतर म्हणजे स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यायला सुरुवात केली नवीन जनरेशननीही. तर असा एक पॉझिटिव्ह बदल आपल्याला घडलेला दिसून येतो या अमित बेनपुरिया यांच्या अ, या पूर्ण या
हं. बरं, बरं. बरोबर. बरोबर. हं, बरोबर. छान!
हो, ट्रेंडवरून.
म्हणजे त्याच्यामुळे त्यांच्या ह्या ट्रेंडमुळे लोकांना एक प्रोत्साहन मिळत आहे त्यांच्या स्वास्थ्य आणि आरोग्याला फिटनेसमध्ये ठेवण्यासाठी आणि त्यांच्या आहार-विहारला कसं म्हणजे एक अ, प्रकारे मानसिक स्वास्थ्य पण त्यांनी छान वाटतं आणि शारीरिक स्वास्थ्य पण त्यांनी वाढतं. मग आता शेवटचं मला जाता-जाता जरा मला हे सांगा? की एक कंटेंट मेकर म्हणून जर का तुम्ही एक कंटेंट क्रिएटर आहात आणि तर अशा वेळेस ना ट्रेंडमध्ये जे सामील जे होण्याचे नियम असतात ना, ते काय असावेत? म्हणजे कुठे असा काही गडबड झाला, धोका झाला तर त्याला कसं टाळायचं? किंवा ते होऊ नये, कसं विचार करायचा?
हो. बरोबर. हं. हं. हं. हं. हं. बघा, कुठल्याही पद्धतीचा जो ट्रेंड आता आपल्याला दिसायला भेटतो. तर सगळ्यात पहिले त्या ट्रेंडबद्दलची गहन अ, म्हणजे आपण तिच्या अ, रिसर्च केली पाहिजे की आपण त्या ट्रेंडमध्ये तो बरोबर आहे का? जर आपण ह्या ट्रेंडला फॉलो केलं आणि आपण याच्यावरती एखादी रील पोस्ट केली. तर हिचा समाजावरती काय मेसेज जाणार आहे? तो पॉझिटिव्ह मेसेज राहणार आहे, का निगेटिव्ह मेसेज राहणार आहे? आणि जर या दो या 2 गोष्टींमध्ये जर तो आपल्याला अ, पॉझिटिव्हमध्ये पॉझिटिव्ह मॅसेजमध्ये बसला. तर त्याच्यात अजून आपण डीप झालं पाहिजेल, की आपण याच्यात अजून जास्त काय करू शकतो? की ज्याच्यामुळे लोकांना याच्याबद्दल अजून जास्त माहिती भेटेल आणि ते चांगलं जागरूक हो. आणि त्यानंतर जर निगेटिव्ह अ, ह्याच्यात आलं. तर ते समाजावरती काय वाईट अ, हे आणणार आहेत प्रभाव पाडणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून मग तो ट्रेंडमध्ये शामिल झालं पाहिजे.
हम्म. बरोबर. बरोबर, हो. हम्म. बरोबर. हम्म. हां. जागरूकता मिळेल आणि त्यांना फायदा होईल. हां. खूपच छान. हं. प्रभाव पडू शकतो. हो. बरोबर. हां. खूपच छान. म्हणजे त्याचा विचार करणं फार गरजेचं आहे. किती छान प्रकारे तुम्ही ह्या गोष्टीबद्दल सांगितलं. तुमचे खूप खूप आभार आणि खूप धन्यवाद तुम्हाला. आपण नक्की भेटूया.
असं मला वाटतं. हो.